की जेणेकरून आपल्याला ह्या व्हायरल चॅलेंजची भुरळ न पडता आपण ह्या गोष्टीकडे आकर्षित नाही झालो पाहिजे. याबद्दल काही सांगतील?
हं, हं, हं. अ, तर नक्कीच, अ, म्हणजे ना, माणसांनी थोडंफार फॉलो केलं पाहिजे. जसं की अ, आता मी बोललो, की आपण जे फोटो टाकणार असणार, तर ते त्यांनी तिकडून परत आल्यावरती टाकायचे. त्यानंतर आपले जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर उग हे प्लॅट हे जे अ, प्लॅटफॉर्म आहेत, हे हे उघडे आहेत. हे ओपन ओपन असतात सर्वांसाठी. मग
हं, हं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यावर नाही शेअर करत. बरोबर. प्रायव्हेसी सिक्युरिटी नाहीये आपल्याला.
हो, तर मग आपण त्या पद्धतीने टाकायला पाहिजे आपले फोटो म्हणा. ठीक आहे, की जेणेकरून ल लोकांची वाईट नजर आपल्यावरती पडणार नाही.
हं, हं. अन् कुठल्या गोष्टी शक्यतो टाळायच्या जसं Instagram रील्स आहेत किंवा मग YouTube शॉर्ट्स आहेत, की ज्याच्यावर अ, त्या रील्स येत राहतात की जे आपल्याला
हं.
नकोय आपल्याला.
बघा, एखाद्याने सांगितलं, की अ, "आम्ही तुम्हाला एवढ्या-एवढ्या मिनिटात एवढे-एवढे पैसे देऊ. अशाच अ, काही गोष्टी आणि तुम्ही आमच्या जवळ आता खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फॉर्म भरा आणि आमची टीम तुमच्यासोबत संपर्क करेल." असले जे गो गोष्टी असतात ना, यांना आपण या असले भुर्हाडांना आपण बळी नाही पडलो पाहिजे कारण की त्याच्यानी हं, काल हो, हो, असं म्हणजे
हां. हं, हं. जे लाल जे लालचे लालचेसाठी दिले जातात ते. बऱ्याच वेळा काही शॉपिंगसाठी पण येतात, की तुम्ही हे आमच्याकडून शॉप करा, शॉपिंग करा ही लिंक आहे.
हो. नक्कीच, अ, माझ्यासोबत असं झालेलं आहे बरं का. मी म्हणजे Instagramवरती अ, एक शर्ट मला आवडलं
हो का, काय झालं होतं? हां.
आणि ते मी बुक केलं. अ, बुक केलं आणि ते पैसेही गेले माझे. ₹300 शर्ट आहे म्हंटल हे भारी शर्ट दिसतंय अन् 300 आहे अन् त्यानंतर बुक केल्यानंतर ती साइटच गायब झाली आणि ते शर्ट ही आलं नाही. माझी फसवणूक होऊन गेली, असं झालं होतं.
अरे ते कॅश ऑन डे कॅश ऑन डिलिव्हरी त्याच्यामध्ये अवेलेबल नसेल.
हो, अवेलेबल होती कॅश ऑन डिलिव्हरी, हो.
आहे ना, हां, ते तिथं फसतच माणूस. नाही फार अ, काय म्हणतात फार अ, परिस्थिती फार बिकट झालेली आहे सोशल मीडियामुळं आणि रोज कोणी ना कोणी भुरळ पडून बऱ्याच काही अ, घटना रोजच्या काही ना काही घडतातच आहे. नाही खरंच, तू फार छान टिप्स दिल्यात, की बाबा कशा पद्धतीनं आपण ह्या गोष्टींना अव्हॉइड केलं पाहिजे आणि मला फार छान वाटलं तुझ्याशी बोलून तु जी ही माहिती माझ्यासोबत शेअर केली आणि मला नक्कीच पुढेही तुझ्याशी बोलायला फार आवडेल. धन्यवाद तुझे.
हं.

असेच खूप काही उदाहरण असतात. आता ते आप बरेचसे जे लोकं खाणारे पण आलेले आहेत, की ते सांगतात की मी एवढं-एवढं खातो. अ, एकदम असं मोठे मो हं, हं, हं.
अरे, हो. मी नक्कीच बऱ्याच वेळा ते रील्स बघतो ते काहीतरी एक व्यक्ती आहे, तो फक्त नॉनव्हेजचं खातो अनलिमिटेड, त्याला म्हणजे नॉनव्हेज तो काही ते चिकनच खाईल, चिकन लेग पीस काहीतरी नाव आहे बहुतेक त्याचं, <chuckles> तो प्रत्येक कुठे ना कुठं जातो. मी एवढं खातो, मी एवढे पीस खातो, मी एवढं हे करतो, काही ना काही ते सांगतच असतो.
हं. हो, हो, हो, हो. बरोबर. हां, हां, हां, ते हं, हं, हं. ते मराठी मराठी जे कंटेंट क्रिएटर आहे तो बघितलंय का तुम्ही? अ, तो प्रत्येक अ, हॉटेलला जातो आणि तिथं अनलिमिटेड राहिलं, तर एकदम दाबूनच भाकरी खातो. मग तो हॉटेलवाला हात जोडून घेतो त्याच्यासमोर, "अरे, भाऊ तू आता जास्त नको खाऊ यार. माझं सगळं पीठ संपून गेलं डब्ब्यामधलं."
हां. <laughs>
असा एक व्यक्ती आहे. मग त्याचच लागून बरेचसे लोकं तसच करायला लागलेले आहेत आता, की आपण ही म्हणजे तो व्यक्ती फेमस झाला आणि त्या त्याचा फेमस झाल्या त्या कंटेंटमुळे फेमस झाला ना, तर मग प्रत्येक व्यक्ती, तेच करायला लागलेला आहे आता. नवीन-नवीन चॅलेंज अ‍ॅक्सेप्ट करणं आणि मग त्याच्यावरती बोलणं, ह्याच पद्धतीने आता ते खेळ खेळतायेत. अ, आणि तुम्ही बघितलं असणार मोठी ताटली घेऊन बसतात काही लोकं, की "मी हे, हे गोष्टी आहे."
हां, ते आता नवीन सुरू हां, ते आता नवीन सुरू झालं आहे, काय तर ते थाल थालीचे काही काय पहिले काही आली होती बाहुबली, थाली मग अ, रावण थाली, मग असं काही ना काही, काही ना काही चालूच आहे, ते तर संपूच नाही लागले ते काही. दिवसेंदिवस ट्रेंड चालूच आहे तो.
हां. बरोबर, बरोबर. हां. बरोबर. हं.

हं, हो, नक्कीच. अ, आ आपण ते बघितलं असणार ना की
असे भरपूर क भरपूर काय आहे. मग याला याच्यावर काही अ, असा काही परिणाम नाही परिणाम होतो की नाही हो किंवा नाही होत, असं अ, सामान्य मुलांवर, व्यक्तींवर की जेणेकरून आपण ह्या गोष्टी टाळायला पाहिजे?
हो, नक्कीच, म्हणजे असं काय आहे ना आता, अ, मागे आलेलं होतं बघा एक, पोकिगो अ, पोकेमॉन गो म्हणून एक काहीतरी चॅलेंज होता किंवा ते ॲप होतं. त्याच्यात लोक त्यांचे व्हिडिओ बनवायचे, की ते पोकेमॉन शोधायचे आणि मग ते हां.
हो, मी ऐकलेलं ते हं. कलेक्ट करायचं ते गाड्या गाडी घेऊन, निघायचं कोणी सायकल घेऊन निघायचं, कोणी पायी-पायी फिरायला निघायचं.
बरोबर, बरोबर, बरोबर आणि त्याच्यामध्ये ना खूप अ‍ॅक्सिडेंट झाले लोकांचे. काही लोक बिल्डिंगवरनं म्हणजे असे पडले. मग असं काहीतरी वेगवेगळं म्हणजे त्यांची दुखापत झाली त्या लोकांना. मग ही असली चॅलेंज करतात लोक. याच्यावरती स्वतःचा पहिले विचारविमर्श करायचा माणसानी, की हे आपल्याला काही क्षती तर नाही पोहचवणार ना? आपण ह्याच्यामुळे काही संकटात तर नाही येणार? तर असेही काही करतात आणि काही लोक आहेत आता, ते आपण बघतो की ते अ, स्वतःच्या अ, छातीवरती किंवा डोक्यावरती कॅमेरा लावून घेतात आणि ते बिल्डिंगांवरून उड्या मारतात.
हो. हां, नवीनच फॅड आहे त्याचं. नवीनच काही ना काही चालू होईल सगळ्यांचं.
या बिल्डिंगवरन, समोरच्या बिल्डिंगवरन. हो आणि मग ते सगळं बघून आहे ना लहान पोरं प्रभावित होतात आणि तेही अशा प्रकारची कृती करण्याला चालू पडतात मग. मग त्याच्यामुळे त्यांना लागतं, हात मोडतो, पाय मोडतो. अशा सगळ्या गोष्टी म्हणजे लोकांनी ह्या गोष्टींना आहे ना, थोडसं समजलं पाहिजे. लहान मुलांना आपण काय करतोय? आपण काय टाकतोय? याच्याने कुठली